कधी-कधी काय होतं ना की आपलं कुटुंब एका बाजूला पडतं आणि आपला जोडीदार, साथीदार एका बाजूला पडतो. त्यावेळेस या दोघांमधे बॅलन्स करणं, म्हणजे ही तारेवरची कसरत बनते. तर काय बोलाल बरं याबद्दल?
नक्कीच. ही तारेवरची कसरत आहे आणि तसं बघायला गेलं तर काय आहे ना? की भरपूर काही याचा प परिणाम होतो आपल्या दैनंदिन जीवनावर आणि आपल्यावरही परिणाम होतो. कारण की एका बाजूला कुटुंब असतं, एका बाजूला जोडीदार असतं आणि या दोघांमध्ये आपल्याला समतोल साधायचा असतो. पण बऱ्याच काही कारणांमुळं की बऱ्याच वेळा असं होतं की नाही साधता येत, की नोकरीची वेळ असेल बरंच काही असतं याच्यामध्ये कारण मग तिथं थोडंसं वाटतं ना की बाबा आपण कुठेतरी कमी पडतो ह्या गोष्टीला आणि आपण ह्या गोष्टी होईल ते प्रयत्न करून या दोन्ही गोष्टींवर संतुलन साधलं पाहिजे. असं मला वाटतं का
हं, हं. हो, हो. नक्कीच. पण बघा ना. हा संघर्ष होतो मग अ, नक्की याच्यात अडचणी काय असतात बरं? असा काही अनुभव आहे का तुम्हाला, की काय प्रॉब्लेम काय क्रिएट होतो नक्की की ह्या दोघांमध्ये बॅलेन्स राहत नाहीत?
अ, नक्कीच मला स अ, सांगायला सहसा आवडेल, की काय होतं ना? आता जोडीदार जो आहे तो त्याचं असं जे बॅग जे पहिल्याचं आयुष्य आहे, की त्याच्या आवडी-निवडी, त्याची परंपरा, त्याची प्रथा ह्या सगळ्या सोडून तो एक नवीन घरामध्ये येतो. मी माझं पर्सनल उदाहरण देतो तुम्हाला, जास्त लांबच नाही देत मी. की माझी हां. <chuckles> माझी जी वाईफ आहे ती अ, गुजराती आहे आणि माझं कुटुंब हां, हां. माझं अ, अ, आम्ही जे महाराष्ट्रीयन कुटुंब आहे. तर सुरुवात तर आता इथूनच आहे, की आता तिचं जे पारंपरिक अ, सण, त्यौहार, तिच्या परंपरा, खाणं-पिणं सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. आणि मग ती आता महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आली तर मग तिला सगळ्यांनाच जुळवून घेणं आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्यासोबत तिला जुळवून घेणं आहे. तर मग वेगळं काय होतं ना, तिचा जो संघर्ष सुरू होतो. खाण्या-पिण्यापासून उठण्यापासून म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तिला काय आहे, तिच्या आवडी-निवडी बदलावा लागतात.
ओके, ओके. काही हरकत नसावी. <chuckles> अच्छा! अच्छा. साहजिकच आहे.
सुरुवात इथून होती. त्याच्यानंतर मग घरातील प्रत्येक व्यक्तीला वेळ द्यायचा. त्याच्यानंतर आपल्या ऑफिसला वेळ द्यायचा. त्याच्यानंतर येऊन परत घरातली कामं करायची आणि मग त्याच्यानंतर जोडीदाराला कुठून वेळ देणार? कसा वेळ देणार? आणि मग ती पूर्ण दिवसभराची परिस्थिती तिची काय असते, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मग जेणेकरून काय होतं की यांच्या दोघातले पण थोडेसे खटके उठतात. वादविवाद व्हायला सुरुवात होते की काय कम्युनिकेशन नाही होतं ना प्रॉपर. एक दुसऱ्याला वेळच देता येत नाही. बऱ्याच वेळा असं होतं आणि काय होतं हे दोन्हीकडून होतं. आता ती तिच्या मजबुरीमुळे नाही देऊ शकत कधी किंवा मला असं वाटतं की माझ्या ऑफिसच्या कामामुळं ताण तणावामुळं मी पाहिजे तसा वेळ देऊ नाही शकत. तर सगळ्यात मोठ्या अडचणी तर ह्याच आहे की मग एक दुसऱ्याला वेळ देता येत नाही आणि संभाषण होत नाही. त्याच्यामुळं काय होतं की हे संतुलन ढासळायला कुठं ना कुठं सुरुवात होती.
हो. हो ना. हं. नक्कीच. आणि कधी-कधी काय होतं मला असं वाटतं, की अपेक्षा पण याला कारणीभूत ठरू शकते का? की सासूने सुनेकडे अपेक्षा ठेवायची आणि सुनेने सासूकडे, नवऱ्यानं बायकोकडे आणि बायकोने नवऱ्याकडे?
अगदी बरोबर बोललात तुम्ही. की खरंच ना अपेक्षा ठेवणं म्हणजेच अ, एक फार मोठी गोष्ट आहे ती अपेक्षा ठेवतो आपण कारण की अपेक्षा आल्या म्हणजे काय आहे? ते आपण त्या गोष्टी त्या व्यक्तीकडे काय आहे म्हणजे एक एकाप एकाप्रकारे आपण जबाबदारी थोपतोय त्या व्यक्तीकडं किंवा आपल्याला त्या व्यक्तीकडून त्या गोष्टी हव्याच असत्या कुठल्याही प्रकारात आणि जेव्हा तो व्यक्ती चुकतो किंवा विसरतो, त्यावेळेस मग आपलं फार मन दुखावलं जातं. मग आपला जो त्या व्यक्तीबद्दलचा जो विचार असतो किंवा मग जे वागणं असतं ते फार इन्स्टंट बदलतं हो.
नक्कीच. हो.
फार इन्स्टंट बदलतं आणि लगेच मग आपण रागीट होतो आणि मग लगेच बोलायला सुरुवात करतो आणि मग लगेच आपण नि निर्णयावरच येतो. ठोस निर्णयावरच येतो. अशातली गोष्ट होऊन जाते ती आणि ते होतच. सासू-सुनांमध्ये ते खटके उडतातच आणि नवरा-बायकोंमध्ये पण ते खटके उडतातच की होतच ते. अपेक्षा आहे ना तिथं. बायकोला असं वाटतं की "नाही तुम्ही जिम्मेदार बना. तुम्हाला माहीत नाही का आता मी घरी नवीन आली. तुम्ही लवकर या. कशाला मित्रांसोबत गेले? कशाला इकडे गेले?" सासूला वाटतं, "हिनं लवकर उठलंच पाहिजे सकाळी. आता मी कशी लवकर उठायचे. माझ्या वेळेत मी कसं केलं. काय होतं. आम्ही का घरात कामं केली नाही का. आमच्याकडून का होत नाही का? केल्यानं सगळं होतंच. पण हिलाच इच्छा नाहीये." म्हणजे या छोट्या-मोठ्याच अपेक्षा असतात घरातल्या, पण ते काय पुढे चालून मोठं कारण म्हणतात. तर ह्या अपेक्षा आपण नाही ठेवायला पाहिजे.
नक्कीच. हम्म. नक्कीच. म्हणजे छोटी अपेक्षा मोठ्या निराशेचं कारण बनते.
अगदी बरोबर.
हं.
यातलाच तो प्रकार आहे.
नक्कीच. मग अ, असं कधी घडलंय का तुमच्या घरामध्ये, का तुम्हाला हा आठवणीत राहिला की एकदम अशी छोटी घटना होती. पण त्यानं घरात संघर्ष निर्माण झाला आणि परिस्थिती थोडी बिघडली?
अ, संघर्ष <chuckles> निर्माण तर नाही झाला. पण परिस्थिती जी होती ना की परिस्थिती थोडीशी समतोल ढासळला त्या परिस्थितीचा घरातला. जे वातावरण जसं पाहिजे होतं त्यावेळेस. मग ते वातावरण थोडंसं मागं पुढं झालं कारण की तेच अ, असतं ना आता सण-त्यौहार असतात तर पहिली दिवाळी होती समजा, तर मग त्या पहिल्या दिवाळी हां. आमची पहिली दिवाळी होती आणि तिला त्या दिवाळीला सुट्ट्या होत्यात ऑफिसात तशा. तिला असं वाटलं, की आता घरी जाऊ आई-वडिलांकडे असं-तसं आणि मग ती पहिली दिवाळी होती आमची. मग अ, माझी बहीण, आत्या, त्यांची मुलं हे ते सगळे येणार होते. मग ते काहीतरी फिरायला जायचा प्लॅन झाला आमचा कौटुंबिक असं. तो वेळच असतो तो व्हॅकेशनचा.
अच्छा. हं, हं. अच्छा. हं, हं. हो.
आणि मग तिला जाणं शक्य नाही झालं. तिला असं तिनं इच्छा बोलून दाखवली की मी असं जाऊन येते म्हणून असं-असं, पण ते घरच्यांपुढं मग माझ्या इच्छेपुढं तिनं नाही बोलता आलं तिनं नाही सांगितलं मग, तिला नाही जाता आलं. मग त्याच्यानंतरचं जे वातावरण होतं जसं वातावरण पाहिजे होतं घरामध्ये ते थोडंसं मिस व्हायला सुरुवात झाली. की कारण की तिचं ठीक आहे आता तिनं जिम्मेदारी म्हणून घेतली. पण ते आता कसं थोडंसं आईला वाटायचं, की "बाबा हिला जाऊ नाही द्यायला त्याच्यामुळं मग आता ही आळस करतीये. मी थोडंसं असं वागते" तर ती नाराज होती अक्षरशः. ती भलेही <tsk> आता काय एखाद्या मन व्यक्तीचं मन नसलं ते नाराज झालं कुठल्या गोष्टीनं. तो तुमच्यासोबत नाही मिळू अ, मिळू शकत ना, मिसळू शकत. तुमच्या हसी-मजाकवर तो नाही जोक जोकर स जास्त हसू शकत किंवा जास्त ए एन्जॉय करू शकतो.
<laughs> अच्छा. नक्कीच. कारण त्याचं मनच नाहीयेत ना त्यात.
हो, तो कुठं ना कुठं फक्त काय एक जिम्मेदारी म्हणून तुमच्यासोबत आहे किंवा मग तुम्हाला वाईट नाही वाटलं पाहिजे म्हणून तुमच्यासोबत फिरतोय. पण त्याची मनस्थिती थोडीशी खराब आहे. तर मग त्यावेळेस मग समोरच्या व्यक्तीला लागतं की बाबा हा हटकून करतोय. असं झालं, तसं झालं, उगाचच आणलं असं. मग असा हलकासा तो एक झाला.
हं. हां. मग बघा ना हं. अशावेळी ना असा मध्यम मार्ग शोधायला पाहिजे कुठलातरी. म्हणजे बघा तुमच्या कुटुंबाची अपेक्षा होती, की त्यांनी तुमच्यासोबत फिरायला यावं. सोबत तुम्ही त्यांचे जोडीदार तुमची अपेक्षा बनली की त्यांनी तुमच्यासोबत फिरायला यावं. पण त्यांची इच्छाच नाही आहे, मग अशावेळी काहीतरी मध्यम मार्ग शोधायला पाहिजे ना? बघा जसं की त्या फिरायला आल्यात. पण ते हसण्यात सहभागी झाल्या नाहीत किंवा जसं पाहिजे तसं ते इन्व्हॉल्वमेंट त्यांनी दाखवली नाहीत. मग अशावेळी ना आपण काहीतरी मध्यम मार्ग शोधला पाहिजे. जेणेकरून परिस्थिती अ, असंतुलन बिघडणार नाही, मी म्हणेल. तर आपण असं काय केलं पाहिजे बरं?
अगदी बरोबर. हो. अ
जेणेकरून बघा तुमचे मम्मी-पप्पा पण व्यवस्थित राहतील तुम्ही व्यवस्थित राहाल. हॅपी राहाल. आणि तुमची वाईफ पण हॅपी राहील.
आता याच्या पाठीमागं मूळ कारण असं होतं की आता कसं सगळं नवीन-नवीन संसार आहे. नवीन-नवीन सगळ्या गोष्टी आहे. तर आपण एक दुसऱ्याला समजत नाही, त्यावेळेस पूर्णपणे. मला असं वाटतं की तर ठीक आहे आता मला तर सम मला तर कळून चुकली होती ती चूक माझी. पण घरच्यांना ती फार उशिरांना कळली की बाबा असं होतं म्हणून ते. ते काय होतं ना कम्युनिकेशन जे आहे ना तुमचं जेव्हा जोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीनं एक दुसऱ्यांसोबत बोलत नाही, मन मोकळेपणानं मनमोकळेपणानं राहत नाही. छोट्या-मोठ्या का होत नाही. हलक्या-फुलक्या गोष्टी तुम्ही एक दुसऱ्यांसोबत शेअर करत नाही जोपर्यंत, तोपर्यंत समोरचा व्यक्ती तुम्हाला ओळखू नाही शकत. आणि मग जेव्हा एकदा हे सगळं झालं ना, ही जी विचारांची देवाणघेवाण आहे. हे सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टी विचारपूस आहे ना. तेव्हा जेव्हा माणूस ओळखायला लागतो ना तर समोरच्याला सांगण्याचीही गरज पडत नाही ओ, जे अपेक्षा म्हणतो ना आपण. समोरच्याला सांगण्याची गरज पडत नाही ते दैनंदिन त्यांच्या जीवनातून किंवा त्यांच्या वागण्यातून मला कळून चुक चुकतं ना की कुणाला काय हवं आहे म्हणून? की कुणाला काय आणून दिलं त्यांना बरं पडतं म्हणून, की आपण याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. जसं घरात कुठली व्यक्ती आई आहे, थोडंसं पाय दुखत आहेत तिचे किंवा मग काही त्रास होतोय. मग आपल्याला कळतं अरे नाही अरे, हा त्रास रोजचा बरं, आपण 2-4 दिवसापासून बघतो. आपण विचारत नाही. ती व्यक्ती आपल्याला म्हणत नाही. मग आपण काय करतो? ते गरम पाण्याची शेकण्याची पिशवी म्हणा किंवा काही छोटं मसाजर किंवा एखादी क्रीम, स्प्रे आपण स्वतःहून घेऊन येतो काळजीपोटी.
हं, हं. हं, हं. हो. नक्कीच. हो. हम्म, हम्म.
आणि त्या व्यक्तीला त्यावेळेस काय वाटतं की बाबा सांगायची गरजच पडत नाही. तो व्यक्ती अपेक्षा ठेवणं सोडून देतो. त्याला माहिती आहे की थोडंसं काही झालं की बाबा ह्या व्यक्तीला चिंता पडती, हा व्यक्ती स्वतःहून करतो म्हणून. त्याच्यामुळं तोही त्याचं दुःख विसरतो तोही दाखवायचं अन सांगायचं राहून जातो आणि आपल्यालाही असं चुकून कळलं तर आपण न विचारता आपण त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट आवर्जून करतो.
हो ना. हो, अगदी बरोबर. नक्कीच. पण बघा, आता हे सगळं का होतं? कारण वेळच मिळत नाहीत. सगळ्या म गोष्टींचं मूळ कारण काय आहेत की वेळ नाहीत, आणि वेळ नाही म्हणून संभाषण नाहीत. पण आपल्या ह्या व्यस्त आयुष्यासोबत आपल्याला आपलं कुटुंबही तेवढंच महत्त्वाचं आहे. मग आपण ह्या सगळ्या गोष्टीतून आपण कसा वेळ काढणार बरं? कारण आपल्याला कुटुंब तर सोबत न्यायचंच आहे. आपण त्याला अप म्हणजे असं ऑप्शनल ठेवू शकत नाहीत.
<coughs> <coughs>
मग कसं करता येईन बरं थोडासा वेळ काढून आपल्याला त्यांच्यासाठी नातं सुधारता येईन, संवाद वाढवता येईन?
अ, नक्कीच आपल्याला काय आहे अ, वेळ काढायला शिकायला पाहिजे. कारण की वेळेचं मॅनेजमेंट करणं फार महत्त्वाचं. वेळेचं नियोजन करावं लागेल आपल्याला त्यासाठी आणि तो वेळ काय आपल्या छोट्या-मोठ्या घरातल्या सवयी किंवा आपल्या रोजच्या जीवनातल्या सवयी बदलून किंवा त्याला काय आहे एखान एक नियम बनवावे लागतील की चला की जेणेकरून आपण वेळ काढून आजकाल काय आहे? आपण सोशल मीडियाच्या आहारी गेलेलो आहे. ते मोबाईल बघणं सोशल मीडियावर असणं, स्क्रीन टाईम आपला वाढलेला आहे. त्याच्यानंतर मग आपण काय आहे? बाहेर गेलो तर बाहेरचाच विचार करतो घरचा विचार करत नाही आपण शक्यतो, बाहेर हिडणं, फिरणं. तर कुठून ना कुठून आपण हा वेळ शोधून काढला पाहिजे. जसं घरातले आता कामं झाल्याच्यानंतर जसं जोडीदाराच्या घरातले कामं होतात तोपर्यंत
हं, हं. हो. हं, हं. हां.
त्याच्या आपल्याला माहीत आहे ना की एवढ्या वेळ तो कामं करतोय की एवढ्या वेळानंतर तो फ्री होईल, तर मग आपण थोडीशी वाट पाहिली पाहिजे. ठीक आहे बाबा ते एवढ्या वेळानंतर तो फ्री येईल त्याच्यानंतर थोडंसं, बोलणं किंवा मग बाहेर थोडंसं वॉकिंगला जाणं. पायी-पायी फिरायला जाणं रात्री जेवणाच्यानंतर. एक 10-15 मिनिटाचा वॉक घ्या तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच
अच्छा, म्हणजेच सोबत फिरायला जाणं.
हां, सोबत फिरायला जा, 10-15 मिनिटाचा वॉक घ्या, अ, विचारपूस करा एक दुसऱ्याची. त्याच्यानंतर दुसऱ्याशी तुम्ही दोघंही जॉब करत असाल तर
हं, हं. हं, हं.
आपण थोडासा वेळ काढायला पाहिजे की फोनवर सगळं संभाषण करायचं. जसं लंच टाईम आहे, फ्री टाईम आहे, ब्रेक टाईम आहे की काही बोलणं नाही झालं, एक मेसेज करायचा, "बाबा, मला थोडंसं बोलायचं होतं फ्री आहे का?" किंवा मग मेसेजद्वारे म्हणा, फोनद्वारे म्हणा. हे छोटे-मोठे संवाद आपण जे ते नेहमी सुरू ठेवले पाहिजे, जेणेकरून आपल्याला जो वेळेचा अभाव येतोय, तो थोडासा कमी होऊन जाईल. मला असं वाटतं.
नक्कीच, म्हणजे आपण थोडी जर विचारपूस केली तर समोरच्याच्या मनात आपल्याबद्दल आपुलकी निर्माण होईल. आणि छोटा-मोठा प्रसंग घडलाही तरी ती व्यक्ती आपल्याला समजून घेईल, नाही का? की "कदाचित हो, खरंच आज वेळच नसेल मिळाला म्हणून कॉल नसेल केला." आणि आपण जर रोजच कॉल करत नसेल, रोजच विचारपूस करत नसेल, तर अ, मग अ, प्रॉब्लेम वाढू शकतात.
अगदी बरोबर.
हां. आपण वेळ वाढवायला पाहिजे. वेळ द्यायला पाहिजे. संभाषण वाढवायला पाहिजे. पण यासोबत आणखी आपण काय करायला पाहिजे बरं? जेणेकरून संबंध सुधारतील. कारण काय आहे ना, काही ठिकाणी वेळ पण असतो, संभाषण पण होतं. तरी पण बॉन्डिंग बनत नाहीत, तरी पण संतुलन राहत नाहीत, मग अशावेळी आपण काय करावं?
काय आहे ना तुमच्याच जवळ अशावेळी शक्यतो काय आहे ना की एक बऱ्याचवेळा असं होतं की जोडीदारांना एक अ वेगळा स्पेस पाहिजे असतो की जसं बाहेर एकट्यात फिरायला जाणं समजा की बाहेर एकट्यात जेवायला जाणं, पिक्चरला जाणं या गोष्टीसुद्धा आवश्यक आहे बरं. की बऱ्याच वेळा काय होतं कुटुंब असल्यामुळं काय होतं ना की काही रिस्ट्रिक्शन्स असतात. काही बाउंडरीज असतात. खास करून ते सुनांना फार बाउंडरीज असते. असे कपडे नाही घालायचे, तसे कपडे नाही घालायचे, असं नाही राहायचं, तसं नाही वागायचं, या बाउंडरीज असतात आणि जेणेकरून त्यांना कुठेतरी असं वाटतं की माझं स्वातंत्र्य हरवलेलं आहे.
अच्छा. हं, हं. अच्छा!
की कुठं-कुठं त्यांना जा जाणीव होती की बाबा मला काय जसं पहिल्यासारखं राहता येत नाही, पहिल्यासारखं खाता येत नाही, पहिल्यासारखं ज्या छोट्या-मोठ्या गोष्टीतून आनंद भेटतो त्या गोष्टी नाही केल्या जात आहे.
म्हणजे? अच्छा.
मग अशा गोष्टींसाठी त्यांना काय आपण थोडंसं स्वतःला ओळखून जे आहे, की वेळातला वेळ काढून मग त्या गोष्टींसाठी त्यांना जो आहे तो वेळ दिल्या गेला पाहिजे. की जेणेकरून त्यांनाही असं वाटतं की बाबा माझी काळजी आहे आणि मला ह्या गोष्टी केल्या जात नाहीत. आम्ही अशाप्रकारे करतोच. आम्ही जातो पिक्चरला. आम्ही जातो कुठं फिरायला. काही बाहेर जेवणासाठी एखाद्या वेळेस. कारण की ह्या गोष्टीसुद्धा आवश्यक आहे माणसाच्या आयुष्यामध्ये.
नक्कीच. म्हणजे फिरायला गेल्यानंतर किंवा आपण हां. लंचला जर गेलो आपण नाईटला समजा कधी डेला म्हणा, नाईटला म्हणा पण त्याने पण माइंड फ्रेश होतं, नाही का? कारण फ्रीडम खरंच खूप महत्त्वाचे आहेत. आणि जसं तुम्ही बोललात की घरामध्ये आज आजही आपल्याकडे बंधनं लादली जातात. अ‍ॅक्चुअली ते लादलीच जातात अ, जी आपल्या पिढ्यान-पिढ्या चालत आलेली आहेत. सासूने त्यांच्या सा सुन्यावरती सूनांनी त्यांच्या सुनांवरती असं करत-करत. तर नक्कीच. खरंच मला तुमचं हे अ, संतुलन ऐकण्यासाठी किंवा एवढं कुटुंब आणि आपलं जोडीदार या दोघांमध्ये कसा बॅलन्स राखता येईल याच्यावर आपण खरंच खूप छान चर्चा केली. मला तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. धन्यवाद!
अगदी बरोबर. मलाही तुम मलाही तुमच्याशी बोलून फार छान वाटलं आणि नक्कीच पुन्हा बोलायला आवडेल. मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद! तुमचे.
थँक्यू.